अ, कसं आहे की असं अ, जसं तुम्ही म्हटलात, की चालायला निघणं किंवा फोन बघणं किंवा ह्या, ह्या गोष्टी थोड्या माझ्यासाठी पॉसिबल नसतात. अ, आणि अ, मी तसं त्या ह्याच्यातलं तसं काही करत नाही. त्याच्यापेक्षा काय आहे ना, मी असं थोडंसं हे केलेलं आहे की अ, बसलं ना थोड्या वेळ की मग थोडं ब्रिदिंगवर लक्ष द्यायचं कारण की अ, त्या गोष्टींसाठी ना, मी सकाळी वॉकला जाते, म्हणजे सकाळी-सकाळी जरा लवकर हे, जा उठले ना, की मग सकाळी वॉक करून यायचा थोडा. इथं आमच्या इथे थोडी साइडला पार्क आहे. तो सकाळीच ओपन होतो. छान हवा असते, सगळं मस्त वाटतं. थोडं 10 मिनिटं तिथे जाऊन बसावं आणि माहिती असतं की काल काय झालेलं आहे आणि आजचा काय आपलं शेड्यूल असणार आहे. म्हणजे एक आयडिया असते आपल्याला, की आपलं आजचं काय असणार आहे. मग थोडसं तिथे बसलं ना, की थोडं बरं वाटतं, शांत वाटतं. आणि आज काय-काय आहे, घरात काय आहे, बाहेर काय आहे? काही मित्र परिवारामध्ये आहे किंवा म्हटलं ना आपले WhatsApp ग्रुप असतात, आपले काही हे असतात, त्यांचं पण काही ना काही असतच, तेही चालूच असतं. अ, त्यामुळे काय बघावं लागतं आणि मुलींचं म्हणजे लेडीजचं कसं असतं, आपल्याला आपल्या घरच्यांचं पण पाहावं लागतं, म्हणजे दोन्ही घरच्यांच पाहावं लागतं, अशा खूप गोष्टी असतात. मग कसं आहे ना, त्या गोष्टींच थोडंस मी एक नियोजन करते, की जर बाहेर शांततेत बसली ना, थोडा शांतता वाटली ना, की मग जेव्हा तिकडून येत येत असते, तेव्हा मग थोडासा विचार करते. अरे, आजच्या दिवसाचं असं आहे बरं का, तसं आहे बरं का. मग आले की मला थोडीशी एक सवय आहे, की काही गोष्टी क्लिक झाल्या ना, की ह्याच्यात हे बदल करायचाय, त्या कामांमध्ये काही बदल करायचाय, तर मी सरळ अ, असं अ, टेबलवर ठेवलेलं असतं, अ, नोटबुक आणि अ, पेन्सिल किंवा पेन. मी सरळ लिहून काढते. काय होतं ना, असं लिहिलं ना, म्हणजे टाइप करायच्याऐवजी तरी बराच रिलॅक्सेशन येतं मला. असं म्हणजे मी फील केलेलं आहे, की असं लिहिलं ना आणि स्पीडने लिहिलं ना, असं अक्षरचा काही विचार नाही केला ना, तर बरं वाटत असं लिहिल्यावर हां, असं. <chuckles> थोडसं अ, अशी फील येते असं. मग ते मी करते आणि मग हळू-हळू जसा दिवस जातो, तसं मग अ, काही बदल करत जावे स्वतःमध्ये.
हां, हां, हां. अच्छा. हां, हां. अरे वाह! हां, हां, हां. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हो, बरोबर. बरोबर. हो. बरोबर. हो. हो, <chuckles> बरोबर. हो. अरे वाह! हो, हो, हो. हां, हां. हो, ते तर आहेच. अरे वाह! हं, हं, हं. हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. अरे वाह! खूपच छान. हां, हां, हां. तर मला एक सांगा, की घरातले अपेक्षांमुळे आणि ऑफिसचे वेळापत्रक यामुळे दबाव वाढतो. मग त्या दोन्ही ठिकाणी कशी सीमारेषा म्हणा, बाउंडरी म्हणा कशी ठेवता बरं तुम्ही?
हं, हं. हो.